त्याच्यासाठी त्या जुन्यास जुन्या अगदी अ, वापरून, वापरून विरून गेलेल्या साड्या होत्या ना, त्याचेच काही भाग करून त्याचं दुपटं आणि सगळ्या गोष्टी केल्या.
हं. हां, हां, हां. सेम बघा.
नवीन कापड आणून होत नाही ते, जुन्यांनीच होतं ते <chuckles> कारण वापरून, वापरून मऊ झालेलं असतं ना. हां.
<chuckles> नक्कीच, नक्की. मऊ पण झालेला असतं ना, कुठे ना कुठे त्या आजीचं प्रेम सुद्धा आपल्याला अनपेक्षितपणे अप अ, आपल्या बालकाला भेटत असेल, बाळाला भेटत असेल नाही का? हा एक पण उद्देश्य असू शकतो.
हो खरं आहे, खरं आहे. हो बरोबर आहे. पणजीच झाली ना ती, <chuckles> बायकोची आज्जी म्हणजे. हां, बरोबर पण पणजीचं
हम्म. नक्कीच आणि आपल्या माहेरकडल्या आजी म्हटलं तर जरा मुलींना जास्तच असते, नाही का?
हो अस प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. त्या त्याची काही अ, अ, ते अ, 0 टु 4 नावाच्या दुकानात जाऊन ते घेण्यामध्ये ती मजा नाही, जे या गोष्टीत आहे. <chuckles> प्रेमाने मा मावशीनी, आजींनी यांनी पाठवलेल्या गोष्टी असतात ना त्याच्याबरोबर.
हं, आणि असायला पण पाहिजे. नक्कीच. <chuckles> अगदी बरोबर.
आणि पूर्वी काय बरं तो एक शब्द होता ना, म्हणजे प्रेमाची ऊब म्हणूनच उदाहरण हं, काहीतरी अ, अ, काय बरं माझी ती, बहीण नेहमी म्हणते त्याला?
हं.
अ, नाही माहेरहून येताना, घरच्या अशा काही गोष्टी, कुठे शेंगा, कुठे हे, म्हणजे खूप श्रीमंतीच्या गोष्टी नसायच्या, पण त्याला काय बरं
मायेची उब?
जोनावळा का सोनावळा असं काहीतरीसा जुना शब्द होता बाबा.
अच्छा, हो. मी सुद्धा जेव्हा जाते ना गावाकडे, तर ते आता जसं हिवाळ्यात जाते. तर हिवाळ्यात कशी बोरं असतात झाडाला, तुरीच्या शेंगा असतात किंवा मग चणा सुद्धा असतो प्रसंगी किंवा मग ते हुरडा किंवा उंबया. तर हे सगळं घेऊन येते ना, तर जेव्हा माझी आई मला भरून देते डब्बा किंवा पिशवीमध्ये हे सगळं आणि तिच्या म्हणजे आपण जेव्हा येतो ना, तर आपल्या मुलीला काय-काय देऊन काय-काय नाही होतं, नको देऊ. जे होतं ना तिची घालमेल दिसते, कशामध्ये मी हे टाकू किंवा कुठं बरोबर अतिशय चांगली अशी पॅकिंग करता येईल किंवा कुठे काय-काय भरू असं जी तिची फिलिंग असते ना, ते जेव्हा मी तिची धडपड बघते. बाप रे! ती उबच म्हणावी लागेल नाही का?
हां. हां. बरोबर. हां! करेक्ट. हो, हो. हो. बरोबर. हो! खरं आहे. हं. हं. खरंय, खरंय, खरंय. खूपच त्याच्यामध्ये अ, आपलेपणाची उब असे अगदी प्रेमाची, आपलेपणाची. मग तुम्ही कधी अ, तुमच्या आईच्या माहेरी, म्हणजे अ, आजोळी, मामाकडे हां, तिकडे जाता, तिकडच्या पण काही अशा आठवणी आहेत का? तिकडं कोण-कोण असतं आता?
आपलेपणा. हां. मामाकडे, आजोळी हम्म.

आणि मुळात अ, शेतीला जर पाणी दिलं असेल किंवा ऊस असेल, किंवा असं असेल तर तो इतकी थंडी जरा जास्तच असते म्हणजे अ, जवळपासच्या शहरापेक्षा रानामध्ये, आपण त्याला रानातच म्हणतो ना, तिथे 1 अं ह 1, 2, 4 अ-ह ह डिग्री कमीच असेल, जी जोराचीचं म्हणजे अगदी गार अशी थंडी असते. म्हणजे
हं. हं, नक्कीच. नक्कीच. नक्कीच. हो, हो.
आणि मग त्या चुलीच्या जवळ जाऊन बसणं, <chuckles> तर ते ते
हो, अग हं, शेकोटी गेल्यावर अरे वाह, वाह, वाह! आम्ही पण असंच करायचो हां, म्हणजे आता जसं आमचं घर शेतात होतं आणि शेतात असूनसुद्धा परत एक गोष्ट सांगायची झाली तर घराच्या बाजूलाच अगदी तलाव लागलेला होता. त्यामुळे जी थंडी होती ना ती एकदम कडाक्याची असायची. <chuckles> मग ती शेकोटी पेटवलेली असायची चुलीजवळ, आजी जेव्हा स्वयंपाक करायची तेव्हा आम्ही, म्हणजे फक्त छोटेच नाही हां घरातली सगळी मंडळी, जेवण झाल्यावर वगैरे असे त्या चुलीच्याभोवताल बसायचो ना; अगदी हात वगैरे आपले शेकायचो. तर ही एक प्रकारची ऊबच म्हणता येईल नाही का?
बरं. अरे बापरे! हां, हं. हो, हो, हो. हो, बरोबर. पण ही झाली अ, फिजिकल म्हणजे उष्णतेची ऊब.
हं.
पण प्रेमाची ऊब, म्हणजे अ, कसं असतं जसं बाहेरच्या थंडीने म्हणजे, बाहेर थंडी असं नाही मला असं म्हणायचं आहे की कोरडेपणाने वागणारा समाज असतो बऱ्याच प्रमाणात शहरातला विशेषतः
हं. बरोबर, हां. नक्कीच. हं.
त्यांना काय कोणाचं पडलेलं नसतं. आपण आपलं बघायचं आपले पैसे आणि आपली फॅमिली आहे ह्याच्या पलीकडे सगळ्याकडे दुर्लक्ष असंच असतं.
हं, बरोबर, बरोबर.